हो. अ, नक्कीच, आता तणाव कशा कसा येतो माणसाला? घरातलं काम करूनही येतो, ऑफिसमधलं काम करून येतो किंवा दोन्हीचं जर संतुलन करायचं असेल, तर अ, खूप ताणतणाव असतात त्याच्यामध्ये तर मग हां. मग ते ताणतणाव अ, क कसे कमी कराल हे अ, म्हणजे तुमच्यावर अवलंबून असतं. मग त्याच्यासाठी कुठलेही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. म्हणजे एक तुमचं असं खास रुटीन लावा, असं मी सांगेन. आणि काही-काही अ, चांगल्या सवयी फॉलो करा. म्हणजे सकाळी लवकर उठणे म्हणा किंवा शेड्यूलप्रमाणे एक 06:00-06:30 ला उठा. अ, मग त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी प्या सकाळी उठल्यावर. आणि त्याच्यानंतर भिजवलेले ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही खावा म्हणजे हेल्दी हॅबिट्स पण तुम्ही अंगीकारणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर हलकासा व्यायाम करा आणि व्यायाम करून मग अ, तुम्ही प्राणायाम वगैरे थोडंसं करू शकता. तर मग अ, हां. नक्कीच. मग प्राणायामामुळे पण बराच फायदा होतो, बरं का. म्हणजे तुम्ही ते श्वासाचे जे प्रकार असतात. अ, हॅपीनेस प्रोग्राम वगैरे किंवा माहिती आहे ना आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे शिबीर त्याच्यामध्ये सांगितलेले असतात. हां. मग ते इतकं हां. इतकं करणं जमत नाही. अ, आपण अ, छोटं-छोटं असं करू शकता की बाबा 4-4 4 चा असा तुम्ही अ, ध्यानधारणा करू शकता. म्हणजे 4 वेळा अ, किंवा 4 सेकंद श्वास आत घ्या आणि 4 पुन्हा थांबून बाहेर सोडा असं 4 वेळा तुम्ही करू शकता. म्हणजे असं छोटं अ, तुम्ही ध्यानधारणा करू शकता आणि मग नंतर तुमचं अ, एक अ, रूटीन छान फॉलो करा. मी अ, आता बेसिकली माझं सांगायचं, तर मी मग त्यानंतर ब्रेकफास्टची प्रिपरेशन करते, ब्रेकफास्ट करते अ, त्याच्यानंतर अ, जेवणासाठी त तयारी करते आणि त्यानंतर जेवणाची तयारी करून अ, मी ऑफिससाठी स्वतःला म्हणजे सज्ज करते, मग त्यासाठी ईमेल हां. ईमेल चेक करणे वगैरे असं. मग ऑफिस अवर्समध्ये पण मग अ, थोडंसं खूप असं काम झालं, तर एक 5 हां. 5 मिनिट हं. 5 मिनिटं चालून येणे.
<chuckles> नक्कीच. हो, हो. अगदी बरोबर. अच्छा. हं, हं, हं. अरे वाह! हं, हं. हं, हं. <chuckles> नक्कीच. हो, हो, हो. हं, हं. अ, हां. नक्कीच. नाही, नाही. अरे हं. तुम्ही खूप असं सुंद हं. खूप हो, हो. <chuckles> नक्कीच. नक्कीच, नक्की. हं, हं. अच्छा. हं. अरे वाह! <chuckles> नक्कीच. हं. नाही, नाही. न <chuckles> नाही. अगदी हं, हं, अगदी तुम्ही योग्य सांगत आहात. अ, परंतु मला एक विचारायचं आहे, की खरंच अ, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात तणाव कमी करण्याच्या. त्या खरंच कुठेतरी आपण यूज केल्या पाहिजेत. तर मला असं विचारायचंय की, तुमच्या मतानुसार सर्वप्रथम तणाव म्हणजे काय असतो बरं? आणि तणाव अ, ...च्या वाची जर तुम्हाला व्याख्याच बनवायची असेल, तर तुम्ही काय बनवाल बरं?
हो. हां. हां. हं. हं.

हो. आता लहान मुलांना काही तणाव असा म्हणजे <chuckles> ते स्वतः करून घेतात, त्यांना यायचं काही कारण नसतं. कारण शाळा असती, अभ्यास हो. अभ्यासाचा वर्कलोड होतो पण अभ्यासामध्ये आपण त्यांना थोडा सपोर्ट करतो किंवा क्लासेस लावतो. तर त्यांना नोट्स काढून देऊ शकतो. मग त्यांना ते लर्निंग वगैरे खूप अ, सोपं होतं किंवा त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीकडं थोडं लक्ष देणं म्हणा अ, किंवा त्यांचा स्क्रीन टाईम जो असतो ना अ, तर तो कमी करणं. मोबाईल कमी वापरू देणं किंवा टीव्ही कमी बघू देणं. म्हणजे तो वेळ त्यांना सत्कारणी लावता येतो आणि अभ्यास किंवा होमवर्क पूर्ण करता येतो किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांना करायला द्यायला पाहिजेत किंवा सायकलिंग म्हणा किंवा असं क्रिकेट खेळायला देणं किंवा अ, घरा घरगुती असे काहीतरी खेळ खेळू शकतात, बॅडमिंटन वगैरे. तर त्यामुळे तुमची प फिजिकल एबिलिटी वाढते आणि म्हणतात ना, एनर्जी येते. मग ते पण मग बौद्धिक विकासासाठी आणि शारीरिक विकासासाठी सी साठी दोन्हीसाठी महत्त्वाचं आहे. मग हेच अ, लहान मुलांनी करणं इष्ट आहे, असं मला वाटतं. आणि बाकी मग शिस्त बेसिकली लावू शकतात. देवपूजा करणं, स्तोत्र म्हणणं. तर त्यातूनही बराच त्यांच्यामध्ये फरक पडतो आणि आपण तर मी सांगितलं, की आपण ध्यानधारणा करू शकतो. छंद करू शकतो म्हणा किंवा कुठल्यातरी ठिकाणी एक 1 डे ट्रिप फिरायला जाऊ शकतो. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालू शकतो आणि म्हाताऱ्या लोकांचं पण तसं आहे. त्यांना काही बेसिकली काही काम नसतं किंवा कुठे जायचं नसतं त्यामुळे त्यांना ताणतणाव येत नाही आणि कारण त्यांचं रिटायर्ड लाईफ असतं तर ते अ, म्हणजे सत्कारणी लावणं, देवाची भक्ती करणं, देवधारणा करणं म्हणा किंवा नातवंडामध्ये रममाण होणं त्यांच्याबरोबर खेळणं म्हणा किंवा अ, म्हणतात ना भजनी मंडळ जी असतात तिथं जाणं म्हणा. अ, मग घरा घरासाठी काहीतरी थोडंफार करता येत असेल, तर ते त्यां नक्कीच त्यांच्या आवडीप्रमाणे करू शकतात. तर अ, अशाप्रकारे ते त्यांचा पण ताणतणाव कमी करू शकतात, असं सांगेन.
हो, हो नक्कीच. नाही अभ्यासला तणाव वगैरे असं हो, हो. नक्कीच हं, हं, हं, हं. हं, हं. हां. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हं, हं. अरे! हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. नक्कीच. हो. <chuckles> हो. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा. हं, हं. हो, हो. अच्छा. हं. हो, हो. नक्कीच. अरे वाह! नक्कीच. हं. हं, हं, हं. हं, हं. <chuckles> अगदी, अगदी. हो, हो. हं, हं, हं. हो, हो. अगदी, अगदी. <chuckles> नक्कीच. नाही, नाही. <chuckles> नक्कीच, नक्कीच. खरंच खूप सुंदर सांगितलं, की तुम्ही प्रत्येक वयोगो वयोगटामध्ये खरंच अ, जे तणाव असतो ना, हा वेगवेगळ्या प्रकारे आपण हाताळायला पाहिजे. आणि निश्चितच तुम्ही म्हणलात, की मुलांना कशाप्रकारे आपण अ, म्हणतात ना, की त्यांना आपण एक शिकवण दिली पाहिजे. त्यांना आपण छोट्या-छोट्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचा वर्कलोड आहे, हा कमी केला पाहिजे. आणि निश्चितच जे आपण आहोत, ह्यांनी कुठेतरी योगासनं, मेडिटेशन, ध्यान यासारख्या ॲक्टिव्हिटी करून कुठेतरी जो आपला तणाव आहे, हे कुठेतरी निश्चित कमी करायला पाहिजे. आणि खरंच तुम्ही वयोवृद्ध असू, लहान मुलं असू आणि तरुण असू, या प्रत्येकांसाठी खूपच अशा बेसिक आणि चांगल्या ज्या तणाव कमी करण्याच्या पद्धती ज्या सांगितल्या. आणि खरंच अ, जे तुमचे मनोगत होते. हे खरंच खूप चांगले होते आणि खरंच तुमचे मनोगत ऐकून मला फार छान वाटले. चालेल, भेटूया पुन्हा एकदा आपण. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो. अगदी. हो ना. हो. हो. हो. हो. हां.